आपलं जे बालपण आहे ना, ते मैदानात जास्त आणि घरी कमी असं जातं असं बोलायला हरकत नाही. कारण आपण खूप सारे मैदानी खेळ खेळत असतो. मग लहानपणी तुम्ही असा कोणता खेळ खेळला आहे? जो तुम्हाला जास्त खेळायला आवडायचा आणि त्या आठवणीतला एखादा असा प्रसंग तुम्ही अ, तुमचा अनुभव सांगाल का?
हं. हं, हो, नक्कीच. हं. बरेच असे प्रसंग आहेत माझ्या, म्हणजे याच्यामध्ये, की मी अनुभवलेले आहेत. अ, लहानपणी मी विविध प्रकारचे खेळ खेळलेले आहेत आणि बरेच असे नवनवीन किस्से माझ्याकडे आहेत त्यासंदर्भातले, की लहानपणी कसं असायचं ना, आपण घरात टिकायचो नाही. नुसतं बाहेर फिरायला, बाहेर खेळायला, याच्यासाठीच राहायचं. ना आपल्याला भूक लागायची, ना आपल्याला तहान लागायची. आपल्याला फक्त भूक आणि तहान एकच गोष्टीची होती, खेळण्याची. म्हणजे कोणीही, कधीही आवाज दिला, मित्र दारात आला म्हणजे "चल बाहेर" आणि बाहेर निघायचो आणि त्यावेळेस कसं होतं ना, मोबाईल जास्त नव्हता म्हणून बाहेर खेळ खेळायलाच जास्त आपण प्रेरित असायचो. म्हणून लहानपणी मी सगळ्यात जास्त खेळला असेल ना, तर तो होता क्रिकेट. त्यानंतर अ, आणि जर संध्याकाळ झाली समजा, संध्याकाळी कसं ना लो कमी व्हिजिबिलिटी असायची, म्हणून मग आम्ही क्रिकेट खेळणं टाळायचो. कारण की बॉल कुठे पण जायचा आणि मग तो काढायला थोडंसं घबराहट व्हायचं याची, म्हणून मग संध्याकाळी कसं लपाछपी, डबा ऐसपैस, मग सोनसाखळी, त्यानंतर लगोरी, बित्तू-बित्तू असे गेम खेळायचो आम्ही. मज्जा यायची.
हं. हं. हो ना. हो. हं, बरोबर. अच्छा. हं. हो. हं. अच्छे बित्तू-बित्तू काय असतं?
बित्तू-बित्तू म्हणजे आपल्याकडे ते अ, स्टाईलचं तुकडं असतं छोटंसं टाईलचं. त्याला ते असे बॉक्स पाडलेले राहतात. पहिले 1, मग 2, मग परत 1-1 बॉक्स, लगेच 2 बॉक्स त्याच्यामध्ये लंगडी करून जायचं असतं.
हं. अच्छा!
हां, मग तो बित्तूला त्या बॉक्समध्ये टाकायचा, त्याच्यावरती जायचं आणि जर तो बित्तू आपण टाकत असणार पुढून आणि तो जर एका लाईनवरती जाऊन टच झाला, तर मग तुम्ही आउट होऊन जातात त्या गेममधनं.
हं. हो, म्हणजे मग या सगळ्या गेम्समधील, खेळांमधील तुमच्यात सगळ्यात आवडीचा खेळ कोणता होता?
बघा ना, जर सकाळी खेळायचं म्हटलं तर मी क्रिकेट खूप खेळायचो आणि क्रिकेट माझा म्हणजे अजूनही एक खूप जास्त आवडीचा खेळ आहे आणि दुसरा जर म्हटला तर मला सगळ्यात जास्त आवडायचा तो म्हणजे लगोरी कारण की तिथं ते आपल्याला ने ऐम लावावा लागायचा ना त्या अ, टाईल्सच्या याच्यावरती टाईल्सच्या ट टॉवरवरती. त्याला पडावं लागायचं. मग टीम मध्ये पडावं लागायचं आणि मग बॉल जर तुम्ही ते लगोरी बनवायला येत असाल तर मग तेव्हा तो बॉल तो लगोरी बनवणाऱ्याला मारायचा आणि त्याला आऊट करायचं. मग ते मजाच वेगळी होती. अरे! एवढी मजा यायची ना, अक्षरशः म्हणजे आम्ही नदीच्या काठी खेळायचो तो आमच्या गावाला. खूप मजा आणि गावातले सगळे मुलं आणि त्यांची मजा, मग टीम आणि मग त्याच्यामध्ये ती भांडणं चालतात. अरे वाह! काय मजा यायची.
अच्छा! हो. हां, हां, हां. बरोबर. हं. हं, बरोबर. अ ओह! अरे वाह! अरे वाह! मग भांडायला मजा यायची की नाही? हर तुम्ही हरलात की नाही कधी?
हो. मग भांडायला खूप मजा यायची ना. म्हणजे कसं काय मी आउट नाही आहे चीटिंग करायची चीटिंग करायला मजा यायची, अशा सगळ्या गोष्टी.
हं. अरे वाह! मग मला विचारायचंय, की कधी अ, पडलात का? जखम वगैरे झाली का? आणि घरी जाऊन आईचा ओरडा भेटला का?
अरे एवढं पडलोय ना, बाप रे! खतरनाक. म्हणजे कुठे-कुठे लागायचं बेकार, गुडघे सोलले जायचे, हात सोलले जायचे, कधी-कधी तोंडावरती पडून गेलं होतं तर होठ फुटून गेलेले होते. असंही झालेलं होतं. मग घरी जाऊन म्हणजे एवढं लागलेलं राहायचं आणि घरी जाऊन आपण आईला सांगायचं तर आई अजून मारायची घरी जाऊन.
हं. ओह! अरे बाप रे! हम्म, बरोबर.
अक्कल नाही का तुला खेळायची, असं खेळतात का? दे धबका! दे धपका! मग त्याच्याने कसं व्हायचं मग माणूस घाबरून जायचा अजून.
<chuckles> बाप रे! सही आहे हं.
हं, मग शांत त्या दिवशी मग शांत झोपून राहायचा, काहीच जास्त वचवच नाही करायचा माणूस घरी.
वाह! खूप छान. म्हणजे तुम्ही खेळायच पण, पडायच पण, धपाटे पण खाल्लेत, हो ना? मला असं वाटतं का या खेळांमुळे आहे ना, आपल्या सवयी बदलतात. आपली कौशल्य काय आहे ते समजतं. आपल्या टीमवर्क समजतं आणि धोका किती घ्यायचा, रिस्क किती घ्यायचा नाही हे कॅल्क्युलेट करायला खूप वेगळं समजतं.
हं. हो, नक्कीच. म्हणजे खूप. हं. हो, नक्कीच. हो, रिस्क टेकिंग एबी हो, म्हणजे या खेळांमुळे ना, आपल्याला लीडरशिप क्वालिटी चांगली येते की आपल्या टीमसाठी आपण लढून पडतो. क्रिकेटमध्ये तर ते खूप जास्त असतं. 1-1 रनांसाठी आपण लढत असतो क्रिकेटमध्ये, की नाही-नाही हा आणि त्याच्यामध्ये मॅनेजमेंट ही प्रॉपर ठेवावं लागतं क्रिकेटमध्ये. त्यातल्या त्यात मग टीम स्पिरिट आणि ते सगळं आणि मग त्याच्यामध्ये धाव आणि ते शत अ, म्हणजे बॉल अडवायचं. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि क्रिकेट खेळून खूप मजा आली होती मला. म्हणजे अजूनही येते आणि अजूनही खेळत असतो मी क्रिकेट.
मग एक हं. हां. हो ना. हं. अच्छा, हां. अरे वाह! खूपच छान. मग ह्या सगळ्या अनुभवांनी तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची जी क्षमता होती ना, त्याच्यावर काही प्रभाव टाकला का?
हं. हो, नक्कीच ना. म्हणजे याच्यामध्ये ना, निर्णय घेणं फार गरजेचं आहे. क्रिकेटनी निर्णय घेण्याच्या क्षमतेवर फार प्रभाव टाकला. कारण की अश अंडर त्याच्यामध्ये कसे प्रेशर सिच्युएशन पण येते ना, आपल्यावरती. की मग त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये तिला कशी ह हँडल करावी. तेव्हा कुठल्या प्लेयरवरती विश्वास दाखवावा. तर ते सगळ्या गोष्टी त्या टाईमला शिकायला भेटतात. आणि मग टीम स्पिरिट, की सगळ्या टीम अ, टीमावरती आणि टीमच्या प्लेयरवरती विश्वास ठेवावा लागतो. त्यांच त्यांना विश्वास ठेवून ते काम पुढे करावं लागतं. मग हे सगळ्या गोष्टी तिथून शिकलेलो.
हो. बरोबर. बरोबर. हं. अरे वाह! खूपच छान. म्हणजे तुम्हाला एक चांगला खेळाडू आहे, असं बोलायला हरकत नाही. मला आणि एक विचारायचं, की अ, शाळा कॉलेजेसमध्ये पण खूप सारे स्पोर्ट्स रिलेटेड स्पर्धा होतात, हो की नाही? तर तुम्ही स्वतः मग त्यामध्ये तुम्ही आताही अ, पार्टिसिपेट करता का?
हो. नक्कीच. हो, हो, हो. नाही आताही तर मी त्याच्यात पार्टिसिपेट करू शकत नाही. कारण, की मी आता स्कूलमध्ये नाही राहिलो. पण मी पहिले करायचो. कारण पहिले खूप केलंय मी. 100 मीटर रनिंग त्याच्यामध्ये गोल्ड मेडलिस्ट झालो. त्यानंतर क्रिकेटमध्ये मी कॉलेज टीमकडनं स्टेट लेवल खेळलेलो आहे. तर ते तेही माझा एक वेगळा आनंद होता खेळण्याचा क्रिकेट. क्रिकेट म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, की अ, जीव की प्राण आहे ते आपला.
हो. अच्छा. अच्छा. हम्म. ओह! अरे वाह!
आणि ते खेळायला खूप आवडतं.
मग मला आणि एक विचारायचंय, की तुम्ही आताच्या मुलांना बघितलं असेल, की नाही. सगळी लोकं एवढी मुलं लहान मुलं खेळतात कमी, आणि फोनमध्ये लक्ष जास्त असतं. आधी आपण जसं खेळायचो तसे खेळत नाही हे लोकं आणि याच्यावर मध्ये आहे ना कुठे ना कुठे पालकांचा हात जास्त आहे. हो की नाही. मग त्या पालकांना तुम्ही काय सांगाल? की लहान मुलांनी मैदानी खेळ खेळणं किती महत्त्वाचं आहे म्हणून?
हं. बरोबर. हं हो. हो, नक्कीच. अ, तर त्या पालकांना हेच सांगेल, की तुमच्या पोरांना जरा जीव कमी लावा, त्यांच्यावरती लाड कमी करा. म्हणजे तुम्हाला तेव्हा ते पोरं बाहेर जाऊन खेळतील रफ एंड टफ बनतील. नाहीतर आताचे पोरं खूप नाजूक आहे. थोडासा हात मारला काय? ऍ ऍ ऍ ऍ करायला लागून जातात. मग त्यांना थोडंसं रफ एंड टफ बनवा. तुमच्या पोरांना बाहेर निघू द्या. सोशली एंगेज होऊ द्या. लोकांसोबत भेटू द्या. बोलू द्या. नाहीतर मग प्रत्येक गोष्टीला पालक त्यांना डिफेंड करायला येऊन जातात. त्यांना त्यांचे निर्णय तर घेऊ द्या. ती सिच्युएशन हँडल करण्याची स्किल तर घेऊ द्या. मग तेव्हा ते कुठे ना कुठे जगाला, जगासोबत अ, ॲडजस्ट करायला सुरुवात करतील. निर्णय घ्यायला सुरुवात करतील. तर ह्या पद्धतीने ते डेव्हलप होतील, नाहीतर मग आपण जर त्यांची साईड घ्यायला लागलो त्यांना जर नुसतं आ आताचे पोरं तर क्रिकेट खेळतात, फुटबॉल खेळतात, पण हे कुठे खेळतात त्यांच्या PS5 त्यांच्या मोबाईलमध्ये ह्याच गोष्टींमध्ये खेळत आहेत ते. असं अनुभव त्यांचा रिअल लाईफमध्ये डायरेक्ट अनुभव घेत नाहीये ते.
हं. हो ना. हो ना. हम्म बरोबर. हो ना. बरोबर. मग इथे कुठे ना कुठे शाळा कॉलेज आणि मग त्यांच्या पालकांनी पण खूप मोठा हातभार लावला पाहिजे. हो की नाही? की त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांना बाहेर सोडलं पाहिजे, खेळू दिलं पाहिजे. कारण लहानपणी जी ग्रोथ होते, ती मोठी झाल्यावरती होत नाही. कारण तेव्हा जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या मेंदूची आणि आपली शारीरिक ग्रोथ होत असते. मग तुम्ही श शहरातील आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये काय फरक बघितलाय? म्हणजे ग्रामीण भागातील मुलं मला वाटतं खूप जास्त खेळतात मैदानी खेळ. पण त्याच्याविरुद्ध शहरातली लोकं फक्त ग्राउंड्स किंवा मग त्यांचे कोच असतात त्यांच्याकडून खेळतात. मग या 2 मध्ये काय फरक बघितला तुम्ही?
हो, नक्कीच. हो. हं. बरोबर. बरोबर. हो, हो, हो. हं. हं. बघा ग्रामीण भागातील जे असतात मुलं. हे आहे ना अ, मैदानी खेळवरती जास्त यांचा कल असतो आणि ते खेळमध्ये ते खूप उत्कृष्ट असतात. त्यांची स्ट्रेंथ पण त्या खेळमध्ये जास्त असते. पण शहरातील मुलं कोचिंग करतात. त्या कोचिंगमुळे ते त्यांचा तो स्पोर्टमध्ये आवड निर्माण झालेली असते आणि त्या पद्धतीने ते कार्य करत असतात. पण अ, मग जेव्हा ते कौशल्य बघितलं त्यांचं ते स्पोर्ट खेळायची अ, जर आपण बघितलं ना, तर निश्चितपणे मग आपल्याला तेव्हा समजतं की कुठे ना कुठे ग्रामीण भागातले मुलं, हे खूप जास्त चांगल्याप्रमाणे खेळताय शहरी पोरांपेक्षा, कारण की ते अगदी रॉ खेळतात. बरोबर. त्यांच्याकडे ते म्हणजे मग कसं असतं ना ते पूर्ण त्यांचा जीव ओतून देतात त्या खेळसाठी. पण हे नुसतं आवड म्हणून खेळतात ते खेळ. पण ते त्यांचं अगदी पॅशन असतं, ते खेळ म्हणजे गावातल्या मुलांसाठी. म्हणून ते चांगल्या पद्धतीने खेळू शकतात आणि सोयी-सुविधा कमी असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने, ते गोष्टीच मॅनेजमेंट करतात. म्हणून ते अ, अति उत्तमपणे ते खेळ, खेळू शकतात आहेत. आजच्या टायमाला पण शहरातले मुलंही कमी नाही, कारण की त्यांच्याकडे टेक्निक्स आहेत त्या सर्व्या गोष्टी आहेत. ते त्या पद्धतीने आणि सोयी-सुविधाही आहेत. म्हणून ते चांगले कोचिंग घेऊन. चांगलं ते अ, खेळामध्ये हुशार होऊन, चांगल्या स्किल्स घेऊन ते अतिशय चांगल्या लेव्हलला खेळतायेत आजच्या टायमाला.
हां. हो. हो ना. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. नाही, बरोबर सांगितलत तुम्ही की दोन्ही गोष्टींना पण नाही असं बोलू शकत नाही. दोन्ही ठिकाणीही खेळाला तेवढंच महत्त्व दिलं जातं. पण मला तुमच्याकडून तुमचा स्वतःचा एक लहानपणीचा अनुभव ऐकायला आवडेल की तुम्ही अ, शाळेमध्ये तो खेम गे गेम खेळायचात आणि रोज खेळायचात असा एखादा अनुभव?
हं. हं. शाळेमध्ये आम्ही रेसेस, आमची जेव्हा लंच ब्रेक व्हायचा ना, तर तेव्हा आम्ही अ, ग्राउंडवरती असायचो. अगदी 5 मिनिटात टिफिन संपवून आम्हाला खेळायचं असायचं, कारण की काय असायचं ना आमचा 1 तासाचा लंच ब्रेक असायचा. मग त्याच्यामध्ये अर्धा तास जर आपण डब्बाच खात राहिलो खेळायला कमी टाईम भेटेल. मग आम्ही
हं. हं. हं. हां. तेच तर.
खेळण्यासाठी आम्ही जास्त टाईम काढायचो आणि खेळायला सुरुवात करायचो. मग तेव्हा कसं अ, की अगदी आमचा सगळ्यात आवडता खेळ होता आबा-धाबी किंवा मग सोनसाखळी, हे 2 खेळ. आबा-धाबीमध्ये काय करायचो आम्ही, मस्त प्लास्टिक पेपरचा बॉल असायचा, त्याच्यावरती मस्त सेलोटेप मारून त्याला घट्ट पॅक अगदी टाईट आणि त्याच्यामध्ये दगड टाकलेला असायचा आम्ही एक सेंटरला. आणि तो मग अशी टीम पाडून घ्यायची किंवा इंडिव्हिज्युअलीच ते खेळायचो आम्ही. अ, मस्त असे मित्रांचा 7-8 मित्रांचा ग्रुप आणि मग तो बॉल अ, ग्राउंडभर पळायचं आणि तो बॉल मारायचा एकमेकाला, फटाफट द्यायच्या त्या बॉलनी. हां. ज्याच्या हातात आला तो आणि समोर एखादा व्यक्ती दिसला का त्याला सटक्कनी तो बॉल मारायचा हा गेम आम्ही खूप खेळलेला आहे. त्यानंतर आम्ही म्हणजे आम्ही असे हिंसक गेम जास्त खेळलेले आहेत त्याच्याने आपल्याला लागेल.
अच्छा! अच्छा. हो. हं. अच्छा! हो. मग तुम्ही कधी कबड्डी, खो-खो खेळलाय का?
हो. कबड्डी, खो-खो तर म्हणजे हे खूप खेळलेले आहेत. कबड्डीमध्ये मग अ, खूप मजा यायची. खो-खोमध्येही आमची कॉलेजची टीम म्हणजे शाळेची टीम आम्ही जिंकून आणली होती खो-खोमध्ये.
अच्छा. वाह! आणि मग अ, क्लासच्या क्लासमध्ये जे गेम खेळतात ते? कारण मला वाटतं लहानपणी जेव्हा आपण असतो ना, तेव्हा क्लासच्या क्लासमध्ये एक विमान बनवून उडवणं किंवा एकमेकांची थट्टा काढणं मग तिथेचं
हो. क्लासच्या क्लासमध्ये. हां. हो. त्याला आपण अ, ते त्याला आपण खेळ नाही म्हणत. क्लासच्या क्लासमध्ये खेळले जाणारे खेळ म्हणजे तुम्हाला सांगतो मी क्रिकेट ही क्लासच्या क्लासमध्ये खेळलं जातं. कसं खेळलं जातं? आपल्याकडे जे पेपर अ, पेपर अटॅच करायचं पॅड येतं ना ते. आणि अ, आपलं इरेजर तर याच्याने क्रिकेट खेळायचो आम्ही, क्लासच्या क्लासमध्ये. ही पॅड पॅड बॅट राहायची आणि अ, इरेजर हे बॉल राहायचं. मग त्याच्याने आम्ही तो क्रिकेट खेळायचो. त्यानंतर अ, अ, आपला तो हा खेळ काय म्हणतात, पेन फाईटवाला, तो पेन फाईटवाला गेम आम्ही तिथे खेळत असायचो. तर असे बरेच गेम खेळलेले आहेत आम्ही क्लासमध्ये.
हं. बरोबर. हो. तेच. अच्छा. हम्म. हां. अच्छा. वाह! खूपच छान. म्हणजे तुम्ही लहानपणी खूप भारी मजा केल्या, असं बोलायला हरकत नाही सगळे गेम खेळत-खेळत. आणि त्या खेळांचा तुमच्या आयुष्यावरती खूप मोठा प्रभाव आहे. जसं की तुम्हाला टीमवर्क, लीडरशिप आणि ठोस निर्णय घेणं आणि आत्मविश्वासही वाढतो कुठून ना कुठून या खेळांमधून, हो की नाही? खूप छान अनुभव होता तुमचा. आणि खूप भारी वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि पुन्हा बोलायला नक्की आवडेल. तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
हो, नक्कीचं. हो, नक्कीचं. धन्यवाद. मलाही तुमच्यासोबत बोलून फार आनंद झाला. आणि माझं लहानपण परत जिवंत झालं यामधनं, या संदर्भामधनं. तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मला ऐकलंत, यासाठी धन्यवाद.
धन्यवाद.